चिड-चिड होते. आणि कसं असतं की बऱ्याच वेळा ही चिड-चिड का होते? कारण आपण ऑफिसचा राग घरी आणतो. ते प्रमुख कारण असतं कारण कारण घरची लोकं आपली असतात, आपल्या प्रेमाची लोक असतात, तर त्यांच्याबद्दल आपण कधीच वाईट विचार करणार नाही. पण कधी-कधी होतं ऑफिसमध्ये भांडण होतं. आपल्याला प्रमोशन हवं होतं, ते मिळालं नाही ते दुसऱ्या कोणाला मिळालं. तर या सगळ्याचा राग अ, घरात होतो. माझ्या बायको संदर्भात पण होतं आमची दोघांमध्ये भांडणं म्हणजे आम्ही टाळतो. तर अशा वेळेला आम्ही काय करतो, की ज्याला राग खरंच आहे, त्या माणसाने उठून घराच्या बाहेर जावं आणि पार्किंगमध्ये 5 मिनिटं बसावं. तो आम्ही नियम ठेवलाय घरात आता, म्हणजे घरात भांडायचं नाही. राग आहे तर आणि त्याच्यासाठी लॉकडाउनमध्ये आम्ही एक पंचिंग बॅग सुद्धा घेतली होती. आपण जे बॉक्सिंग करतो ना
हं. हां. अगदी बरोबर. हं. हो ना. <chuckles> हो. हं. हं. अच्छा. हां. ओ! हां. अच्छा. हां, हां, हां, हां. अरे वाह! हो, हो, हो. हं.
तर ती एक बॉक्सिंगची बॅग आणि बॉक्सिंगचे ग्लोव्ह्ज आणि आम आमच्या घरात टांगलेली आहे ती पिशवी, राग आला तर ग्लोव्ह्ज घाला आणि त्या पिशवीला हवं तेवढं मारा. 5 मिनिटात तुमचा राग जातोच. तुम्ही 5 मिनिटं जर सतत धाड, धाड, धाड, हाणलं त्या पिशवीला तुमचा हात दुखायला लागतो तुम्हीच म्हणाल, "मरू द्या, चला दिवस चालू करूया, म्हणून" <laughs>
<chuckles> अच्छा. वाह! हम्म. हां, हां. <giggles> अगदी बरोबर आहे. खरंच. फार छान ओ, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुम्ही किती छान प्रकारे अ, सकाळचा कार्यक्रम तुमची दिनचर्या सुरुवात करता, रोजची तर असतेच दगदगीची पण रविवारची एकदम आरामातली. खरंच खूप छान वाटलं. अ, हो. <chuckles> रोजची मॅगी मग रविवारची. तर खरंच खूप छान वाटलं आणि अ, पुन्हा नक्की मला बोलायला आवडेल तुमच्याशी खरंच तुमचे खूप खूप आभार आणि असेच न पुन्हा बोलूया. हो. धन्यवाद!
<chuckles> मॅगी तर खायलाच हवी. <laughs> हो, हो. बरोबर. तुमचे पण खूप खूप आभार. हां. धन्यवाद.

हो. तर दिनचर्या कशी असते, एकंदरीत आम्ही आमची दिनचर्या ठरली असते. तर मला स्वयंपाकाची फार आवड आहे. तर म्हणून स्वयंपाक मीच करतो घरात. तर ते म्हणजे आम्ही, मी आणि माझ्या बायकोनी वाटून घेतली आहेत कामं घरातली. तर स्वयंपाक करणं आणि म्हणजे भाजी वगैरे संपली ती मागवणं. ते तर काय आजकाल blinkitवर येतं. तर ते काही काम राहिलं नाही आहे, पण तरी घरात काय-काय संपलं आहे. स्वयंपाक घरच एवढं ते मी सांभाळतो. माझी बायको सांभाळते म्हणजे घर स्वच्छ आहे का? कपडे म्हणजे वॉशिंग मशीनमधून कपडे बाहेर वाळायला टाकायचे. ते परत फोल्ड करून कपाटात ठेवायचे. तर असं होतं. तर कधी म्हणजे बऱ्याच वेळेस सुरळीत चालतं. कधी-कधी असं होतं, की एखादा माणूस आजारी असला किंवा जर ऑफिसमध्ये खूप ताण असला, तर आम्ही समजून एक दुसऱ्याची मदत करतो. म्हणजे आमच्यात कधीच अशी कटकट झाली नाही आहे, की मला स्वयंपाक पण करायला लागतोय आणि कपडेपण ठेवायला लागतायत, असं कसं चालेल. हे आमच्यात होत नाही. आणि आता मुलगापण आमचा मोठा होतोय. तर आम्ही प्रयत्न करतो की त्यालापण थोडं-थोडं आम्ही शिकवतो घरचं काम कसं असतं. छोटी-छोटी कामं म्हणजे खूप काम नाही करायला लावत त्याला. म्हणजे दूध आलं की ते दूध फ्रिजमध्ये ठेवावं.
हं. अच्छा. अरे वाह! हं. हां. हं, हं, हं. हो ना. अरे वाह! हं. हां. हं. हं, हं, हं. हं. हां. हं, हं, हं, हं. अच्छा. हां. अच्छा. हं. ओके, हं. हां, हां, हां, हां. नॉर्मल. अ, हां.
किंवा जर आपलं खाल्लेलं ताटतरी नशीब उचलावं. तर अशी बरीच कामं त्याला हळू-हळू शिकवतो आणि तो शिकतोसुद्धा आहे.
<chuckles> हो ना, हो. बरोबर आहे.